हो, बरं, बरं. पण मग तुम्हाला दु कुठलेच अ, गोड पदार्थ आवडत नाहीत का?
नाही. म्हणजे कुठलेच म्हणजे जसं आपले स्वीट्स सोडून बाकी, मेन म्हणजे म्हणायला गेलं तर दूध आणि पुरणपोळी मला कधीच आवडत नाही. म्हणजे मी एखादा घास आतापर्यंत खाल्ला असेल, पण मला जास्त आवडत नाही. त्याच्यामध्ये किती मी तूप टाकू किंवा किती ते ट्राय करू चांगलं खाणं, म्हणजे चांगलं बनवायचं, पण ते मी कधीच खाणार नाही कारण मला ते आवडतच नाही.
हां, हां. <chuckles> नाही. मग तुमचं विशेष कौतुक आहे. म्हणजे स्वतःला आवडत नसताना, तुम्ही कुटुंबासाठी एवढं प्रेमाने ते करता. आणि शिवाय पुढच्या पिढीला कळण्यासाठी पण असतं ना. म्हणजे आपल्या घरातली मुलं असतात, त्या त्यांना तो अनुभव, ती चव त्यांनी बघितली नाही तर ते काय अ, बघणार ना असं, अ, अ, त्यामुळं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि अ, मला आठवतंय अ, आमच्याकडे पुरणपोळी येते का? असा प्रश्न विचारायचे, म्हणजे जेव्हा बघण्याचा कार्यक्रम असायचा ना. <chuckles>
हो, बरोबर. हो. बरोबर. हो, बरोबर. हो, हो, हो, हो. <chuckles> हं की अ, आपल्याला म्हणजे आपल्याकडे कसं असतं सणाला पुरणपोळी पहिलेच लागते आणि सण म्हटलं, की पुरणाचाच स्वयंपाक घरात बनतो. असं नाही की तुम्ही कधी साधी भाजी-पोळी वगैरे बनवा, तसं नाही होत ना. पुरणाचा स्वयंपाक जास्त बनतो त्याच्यामुळे पहिले आय थिंक विचारायचे, पण आता नाही विचारत.
अगदी. हो. <chuckles> बरोबर. आ आता YouTubeवरती तुला शोधता येतं का असं विचारतील. <chuckles> त्याच्यातनं बघता येतं. हां. पण पुरणपोळी जमणं अ, थोडं कठीण असतं ना, एवढं कधी-कधी ती पोळी फाटते किंवा पुरण नीट जमून येत नाही. अ, गडबड होऊ शकते. म्हणजे एवढं सोपं नाहीये ते.
हो, हो. हां, बरोबर. <chuckles> ते तर आहेच. हो, हो, हो, हो. बरोबर. हो. म्हणजे एवढं सोपं माझं पण सुरुवातीला तसंच झालेलं, <chuckles> नव्हती जमत, कधी-कधी पुरण बाहेर यायचं किंवा मग कधी-कधी मी त्याच्यामध्ये पोळीमध्ये पुरण कमी आणि पोळीचं पीठच जास्त राहायचं माझं. <chuckles> खूप वेळ आलेले मला असे प्रॉब्लेम्स, पण एक काय म्हणतो ना, हळू-हळू जसं आपण ते ट्राय करत जातो, प्रॅक्टिस करतो, तसं हळू-हळू आपल्याला जमायला लागतं. तर अ आताठीक म्हणजे एवढी पण परफेक्ट नाही म्हणता येणार, पण ठीक-ठाक जमते. <chuckles>
<chuckles>

आणि ना मला काय वाटतं, की अ, मला आठवतंय आता म म माझं बालपण, म्हणजे 80-85 साली हां, तर त्यावेळेला अ, तूप बाहेर विकत नाही मिळायचं फारसं किंवा ते फार महाग वाटायचं, म म्हणजे तूप बाहेरचं विकत आणण्याचा प्रश्नच नव्हता. उलट दूध घेऊन साय साठवून त्याचं अ, अ, लोणी काढून अ, तूप करणं अ, अशीच पद्धत होती आणि घरातलं जेवढं तूप असेल, तेवढच वापरायचं. बाहेरचं तूप आणणं वगैरे अ, आम्ही काय करायचो, म्हणजे मला तरी आठवतंय की अ, ते डालडाचं तूप मिळायचं ते आणलं जायचं. हां. हं.
हो, हो, हो, हो. बरोबर. हां, हां. हो. बरोबर, बरोबर. बरोबर. हां, हां, हां, हां, डालडा, डालडा अजूनसुद्धा मिळतो, पण आता जास्त करून ना, त्याचा वापर नाही केला जात. आता सध्या गावरान तूप <chuckles> वापरतात सगळ्या गोष्टीला. डालडा
आता अमूल बटर वापरतात हो, परवडतं सगळ्यांना आता अमूलचं बटर. <laughs>
हो. <laughs> हो, बटर तर असतच म्हणा, ब्रेड बटर वगैरे आपण जसं त्याला युज करतो, पण अ, साधारणतः हे पुरणपोळीला गावरान तूपच वापरलं ना, म्हणजे अगदी छान आणि ती टेस्टीही लागते खायला.
अ, हो, बरोबर आणि आता कसं ते तुमचं म गोवर्धनचं वगैरे असं ते तूप पण मिळतं. एवढं महाग पण नसतं ना, म्हणजे आता हां, त्यामुळे ते वापरतात.
हां, हां, हां. हो, नाही. हां, हां, हां, नाही. आम्ही काय करतो माहितीये का? अ, आपलं लोणी भेटतं ना लोणी, तसं डेअरीमध्ये आमच्याकडे लोणी भेटतं. म्हणजे जसं आपलं हो, तर मग अ, ते लोणी आम्ही करून घरी तूप बनवतो ते ले लोणी घेऊन.
हो. हो, मिळतंय ना, सगळीकडेच मिळतं. हां. अच्छा. हां, हां, हां. बरं, बरं.
गावरान तूप, हां, मग ते घरी बनवतो आम्ही आणि त्याच्यामध्ये असा तुळशीचा पत्ता वगैरे टाकून, जेणेकरून ते असं खराब नाही व्हायचं किंवा मग आपण म्हणतो, की कधी-कधी लोणी ही अ, तूप जेव्हा आपण त्याला कढवत असतो, तेव्हा ते खराब होतं, म्हणजे त्याचे चांसेस असतात खराब होण्याचे, मग ते टाकून वगैरे मग ते छान लोणी पण त्याचं चांगलं तयार होतं आणि मग ते तूप वापरायचं आपण पोळींना म्हणा किंवा मग जसं आपण सणामध्ये तुम्हाला सांगितलं, की त्या दुधावरती, खिरीवरती आपण त्या पोळीवरती ते वापरू शकतो किंवा खाऊ शकतो.
बरोबर. हां. हो. हो.